अ, तसं नाही करायचं एक अ, लिहा मेन आणि हां, सब टॉपिक तुम्ही नंतर टू-डू-लिस्टमध्ये अ, सब टास्कमध्ये लिहू शकता, की हे मी केलं, हे मी केलं. पण मेन जे असतं ना, टास्क रीड करतांना, तर तिथं अ, मेन टायटल तुम्ही टाका, असं मी म्हणेल आणि अ, खरंच ज्याला गरज आहे ना, म्हणजे जे करायची आहे तेच अ, टास्क लिहा, नाहीतर ते ओव्हरलोड होऊन जातं, आणखीन टेन्शन येतं टू-डू-लिस्ट
नक्कीच. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हां. मग टू-डू-लिस्ट आपण जेव्हा आपण बनवतो आणि जेवढे आपण टास्क लिहिलेले. मग तेव्हा कधी आपण त्यांचा एवढा प्रेशर घ्यायला पाहिजे का? का ते महत्वाचंच आहे की जेवढे आपण काम लिहिलेत ते पूर्ण झालेच पाहिजे मग ते कसं आपण सांभाळून घ्यायचं?
हां. चालेल. नक्कीच. जेवढे टास्क लिहिले ना, प्रयत्न करा ज कंप्लीटच करून टाका त्या दिवशी. कधी-कधी होत नाही पॉसिबल अ, आपण समजू शकतो नाही का? अ, एखादी म्हणतात ना, अनपेक्षित घटना घडते, एमर्जन्सी होते, आपल्याला इकडं-तिकडं जावं लागतं. तर अशा वेळेस पेंडिंग जेव्हा पडला, समजा 3 टास्क मी जसं म्हटलं, मिनिमम 3 तरी करा तुम्ही प्रायोरिटिचे आणि एखादा चुकून राहिला मग अ, अ, कधी-कधी काय होतं अर्धं केल, अर्धं राहिलं. मग ते दुसऱ्या दिवशी कमी करू शकता तुम्ही किंवा रात्री अ, झोपण्याच्या आधी जर जमलं तर करा. अ, दुसऱ्या दिवशी जर गेलं ते टास्क चुकून तर मग त्याला प्रायोरिटी पहिली द्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी पाईपलाईन करून अ, पहिल्या ह्याच्यामध्ये टाका त्याला या प्रकारे
हं. बरोबर. हां. बरोबर. हं. बरोबर. हं, हं. हं. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. म्हणजे जे काम आपलं आज राहिलं आणि आजच्या टू-डू-लिस्टमध्ये ते मग सगळ्यात पहिले उद्याच्या टू-डू -लिस्टमध्ये त्याला पहिले करा. आणि मग त्यानंतर दुसरे कामं प्लॅन करा. म्हणजे प्रत्येक काम तुमचं होण्याला सुरुवात होईल. मग तुम्हाला काय-काय फायदा झाला, की तुम्ही असे टू-डू-लिस्ट बनवायला सुरुवात केली आणि त्यानंतर अ, जीवनात काहीतरी चांगला सकारात्मक बदल झालेला दिसलेला आहे.
हां. उद्या करायचं. नक्कीच. दुसरे काम. बरं, बरं. हां. हीच अ, टू-डू-लिस्ट बनवल्यामुळे अ, खूपच सकारात्मक बदल होतो बघा. म्हणजे आपलं एक सायकॉलॉजिकल बर्डन असतं ना, आपल्या अरे हे राहिलं ते राहिलं आपण अ, म्हणजे आपल्याला दिसत नाही बघा ह्या गोष्टी. पण एक टेन्शन ताण-तणाव मनावर राहतो आणि अ, एकदा झाली ना, ती गोष्ट तर अ, खूप मस्त समाधान वाटतं अ, याचं मी थोडं रिलेट करण्यासाठी उदाहरण देईन.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर, सांगा, सांगा उदाहरण सांगा.
हां. तर माझं असं होतं मी जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये होतो ना, कॉलेजमध्ये, तर तेव्हा मी काय करायचो माहिती आहे का? हं, मला एक गोष्ट कळाली होती. म्हणजे अ, आमचं प्रेझेंटेशन असायचं बघा दर आठवड्याला.
हं. बरोबर. बरोबर. हां. इंजिनिअरिंगमध्ये प्रेझेंटेशन म्हणजे खूपच असतात.
खूपच म्हणजे आ दर आठवड्याला फिक्सच असायचं आणि सगळ्यांचे घ्यायचं आम्हा आमचं नाही आणि अ, तर व्हायचं कसं दर आठवड्याला प्रेझेंटेशन म्हणलं तर सुरू, सुरूला तर मग अ, जेव्हा प्रेझेंट पहिल्या दिवस पहिल्या आठवड्याचं सांगतोय.
हं. बरोबर. हं.

हं
तर व्हायचं तर थोडं धाकधूक-धाकधूक व्हायचं नाही का आपला नंबर येईल <chuckles> अ, असं मला व्हायचं आणि अ, ते विचारायचे, असं नंबर वाईज नव्हतं सीरियल वाईज ते म्हणजे विचारायचे कोण येणार पहिले? हो ना आणि जाणारे जायचे. मग मी असा विचार केला यार, माझा नंबर येईपर्यंत मला एवढं धाकधूक-धाकधूक होत आहे, 20सा वा 30सा वा नंबर. अ, टेन्शन राहत ना एक अ, अरे! ह्याचं झालं, ह्याचं झालं. मग मी काय केलं डिसाईड तेव्हापासनं पटकन अ, मी करून घ्याय पहिलेच. <chuckles> म्हणजे जास्त ताण
बरोबर, हां. <chuckles> हं. बरोबर. बरोबर, हां, हां, हां. हं. हं. बरोबर, हं. हं. हं. <chuckles> म्हणजे रूममध्ये जास्त लोकं नाही त्यांच्या पहिल्या आपण देऊन मोकळं व्हा. म्हणजे जास्त धाकधूक होणार नाही.
हां. आणि ते लोकं का असतातच पण ते विचारायचे अँक्चुअली ना कोणाचं रेडी आहे, तुम्ही येऊ शकता डायरेक्ट आहे ना. मग अ, बरेच
हां. बरोबर. आणि असंही विचार करतो ना माणूस की यांच्यासमोर फजिती होण्यापेक्षा एकट्यामध्ये फजिती आणि बेजेती झालेली ब बरीच.
हां. हां, म्हणजे तसं नाही, कसं होतं आमचं माहिती आहे का? सगळेजण एकत्र यायचे 20-30 जण समजा आणि सगळ्यांच्या पुढं द्यावंच लागतं प्रेझेंटेशन पण जास्त करून अ, भीती वाटायची सगळ्यांना. म्हणजे, "मी नाही जाणार पहिलं", त्यांना काय वाटतं, "पहिला जसं देईल, त्याचं पाहून मला एक आयडिया येईल ना कसं देईल प्रेझेंटेशन त्याचं पाहून मग मी दुसरं देईल" नाही का? तर असं असायचं.
हं. हं. बरोबर. हां, हां बरोबर, हां. बरोबर हं, मग याच्यामध्ये तुम्हाला तो टूडू लिस्ट कशी कामात आली?
हां, ह्याच्यामध्ये टूडू लिस्ट मला अशी कामात आली की मी पट-पट, पट-पट प्रेझेंटेशन बनवायसाठी ते वापरायचो. जे काही टास्क, मला टॉपिक सर्च करायचं आहे ना, ते वापरायचो आणि प्रेझेंटेशन माझं रेडी व्हायचं सगळ्यांच्या आधी. आणि सगळ्यांच्या आधी रेडी झालं की मी पहिला प्रेझेंटेशन द्यायचो, पुढं जाऊन. आणि अ, पहिला प्रेझेंटेशन दिलं, अ, एकदा आपलं मोकळं झालं देऊन, मग मग काय मग 20 च्या 20 मी रिलॅक्स मूव्ही बघितल्यासारखं, नाही का? <chuckles>
बरोबर, हां. हं, हं, हं. बरोबर. हं, हं बरोबर. हां, चालू दे. तुमचं जे चालू आहे मी बसलेलो आहे आरामात. हं, हं.
हां, तुमचं चालू दे धिंगाणा, मग इकडे आपलं फोन खाली काढून चेअरखाली <chuckles> काही काम करू शकतो ना आपण अ, ते टेन्शन जे होतं ना माझ्यामध्ये, मग मी हेच सांगतो टू-डू लिस्टचा फायदा आहे हा आहे की तुमचे टास्क जे आहे ना पट-पट होऊन जातात आणि एकदा टास्क झालं की एवढं भारी वाटतं माहिती आहे का म्हणजे आलं बाबा एकदाचं टेन्शन गेलं. मग रिलॅक्स होऊ शकतो मग तुम्ही काही
बरोबर. हां. <chuckles> बरोबर. हं, हं. हं. बरोबर. अ, हं. बरोबर. मग तर आता तुम्ही रिलॅक्स आणि ए एकदम आराम करू शकता. मग कधी-कधी काय होतं ना, आपण हा सगळा पूर्ण प्लॅन केलेला आहे. तो टू डू लिस्टच बनलेली आहे, सगळं काही झालेलं आहे. पण अचानक तुम्ही ते आणि तुम्ही ते फॉलो ही करताय टू डू लिस्टच कामं जे लिहिलेली आहेत. पण अचानक काहीतरी घरचं काम आलं किंवा तुम्हा तुमचं स्वतःच काहीतरी काम येऊन गेलं. तर मग तेव्हा तुम्ही ते कसं मॅनेज करतात?
हां. हो ना. बरोबर. हो.

झालेच पाहिजे आणि माझं वयामध्ये असा अनुभव आहे, आपण जेवढे लिहितो ना तेवढे होत नाहीत अ, आपण लिहायला असं खूप सारे लिहितो आणि अ, त्यामध्ये मी असं ठरवलं आहे, 3 ॲट लीस्ट काम असे तुम्ही काढा महत्त्वाचे, ॲट लीस्ट 3. 4 पण करू शकता कोणी-कोणी, पण मॅक्स मिनिमम 3 तरी तुम्ही करा, की ते मला करायचे आहे, म्हणजे करायचे आहे. ते दुसऱ्या दिवशी गेलेच नाही पाहिजे. काहीही होवो मग तिकडे. म्हणजे मी झोपणार नाही ते केल्याशिवाय असं तुम्ही काहीही ठरवा मग आणि कोणत्याही वेळेत करा, कोणत्याही वेळेत करा. अ, मी आधी असं करायचो टु-डू लिस्ट बनवताना, म्हणजे टायमिंगनुसार या टाईम बसनं, ह्या टाईममधनं करायचो, ह्या टाईम पण ते रिअलिस्टिक अप्रोच नाहीये बघा तो. म्हणजे एव एवढं टायमिंगने आपण करत नाही. फक्त मी एवढं लक्षात ठेवलं टु-डू लिस्ट बनव भावा फक्त <chuckles> आणि
बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हो. हं. हं. बरोबर, म्हणजे बनव निदान काम तरी कर. जेवढं होईल तेवढं, पण काहीतरी तर होईल.
हां. काहीतरी होईल आणि हां, आणि डोळ्यापुढे जेव्हा दिसतात ना गोष्टी छान वाटतं आणि अ, समजते एक म्हणतात ना, क्लॅरिटी येते मनामध्ये, काय करायचं आहे आणि ते केलं पटपट तर हे होतं आणि टू-डू लिस्ट करताना मी जनरली काय करतो अ, पेन अँड पेपरची टू-डू लिस्टचं च बोलतो मी. तर त्या ब अ, ती टू-डू लिस्ट मी तेव्हा वापरतो, जेव्हा समजा एखादा टास्क मी घेतला टू-डू लिस्टमधला. आपल्या अ, म्हणतात ना, हं, प्रोजेक्ट आहे समजा एखादा त्याच्यावर मला काम करायचं आहे, ॲपमधलं. मग त्याची मी अ, सब टॉपिक्स वगैरे असतात ना त्याची टू-डू लिस्ट, म्हणजे लिहून ठेवतो मग पटपट 4-5 जे पॉईंट्स आहेत आणि ते माझ्या वर्क टेबलच्या पुढेच असतात, म्हणजे चिपकून टाकतो मी त्याला स्टि स्टिकी नोट्स असतात
सुरुवात तर होईल. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं. खूप छान. हं. बरोबर. बरोबर. मला इथे एक विचारायचं आहे, की आपण जे टू-डू लिस्टमध्ये कामं लिहितो, हे कसे आपण आयडेंटिफाय केले पाहिजे आणि काय कस कुठले कामं आपण तिथे लिहिले पाहिजे.
हां. नक्कीच. हे बघा ह्यामध्ये असले कामं तुम्ही लिहा अ, जे खरंच गरजेचे आहे, जसे ऑफिसचा एखादा प्रोजेक्ट असेल किंवा एखादा मोठा टास्क असेल, काही जण काय करतात असे लिंबू-टिंबू काही कामं लिहितात म्हणजे
हं. हं. बरोबर. हं. हं. हो ना, म्हणजे त्यांना खेळायला जायचं आहे तेही अगदी लिहून टाकतील तिथे. <chuckles> हां. बरोबर टाईम टेबल बनवतात ते टु-डू लिस्टच्या नावाखाली. <chuckles> हां.
हां, <chuckles> खेळायला जायचं मग लिहिणार, दीड वाजता जेवायला जायचं. अरे भाई, तशी टू-डू लिस्ट नसते ती. हां, हां. <chuckles> हां, टू-डू लिस्ट म्हणजे टाईम टेबल नाहीये, तर त्यांना तेच सांगायचे एखादा मोठं काम असतं बघा टास्क आपल्याला देतात विशेषतः कंपनीमध्ये. चला कंपनीचं सोडा तुम्ही जर अ, स्टुडंट असाल, तर स्टुडंटला मी सांगेल एखादा टॉपिक असेल मोठा, तर टॉपिकचं नाव लिहा तुम्ही टू-डू लिस्टमध्ये हे मला टॉपिक पूर्ण कव्हर करायचं आहे. असं नाही की त्या टॉपिकमध्ये खूप सारे सब टॉपिक असतात. एक, एक सब टॉपिकसाठी जर लिहत गेलात तुम्ही मग तर अ, दुसरे सिलेबसच तयार होईल. <chuckles>
हं. बरोबर. हां. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. तुम्हाला बरोबर. हां. <chuckles>